येस, नक्की शेअर करा.
हो, तर मग तुम्हाला असं अ, काय वाटतं, की ही जी नवीन शैली आली आहे, म्हणजे इंडियन रॅप आलेत, हिप-हॉप आलेत किंवा मग रिमिक्स आलेत, फ्युजन आलेत किंवा मग इलेक्ट्रॉनिक, जसं की काही-काही म्युझिक वाजतात किंवा ते गॅजेट्सचे आवाज आणि मग नंतर ते संगीत. मग तुम्हाला असं वाटतं का, हे खूप छान आहे का किंवा मग हे स्वीकारताना काही विरोधाभास किंवा ताण तुम्हाला आला का? "अरे काय आहे हे गाणं, कसं आणि आमच्या वेळची गाणी कशी" आणि ही जसं तुम्ही म्हणालात, की तुम्हाला राहत फतेत अली खान किंवा त्यांची जी गाणी तुम्हाला आवडतात किंवा मग बाकी जे काही गायक असतील तुमचे ते. तर मग तुम्हाला ते आवडलंय, की म्हणजे जुनं आवडतं, की अजूनही तुम्ही नवीन म्हणजे काय टेस्ट आहे, याबद्दल काय सांगाल?
प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे, मला पुरणपोळी आवडते तेवढंच मला पिझ्झा पण आवडतो. <laughs> म्हणजे आता आईच्या हातची पुरणपोळी आणि एखाद्या मित्राच्या सोबत जर पिझ्झा खायचा म्हटल्यावर
<chuckles> अरे वाह! मला पण दोन्ही आवडतात, माझे दोन्ही पण फेव्हरेट आहेत आणि ते दोघं पण लागतातच. हां. पिझ्झा, वाह! वाह! <smacks lips> हं, छान.
दोन्ही संगीत सारखेच, म्हणजे पिढीनुरूप आणि खाद्यपदार्थाची आवड, ही पिढ्यानपिढ्या बदलत जाते. आता तमाशाची जी गाणी होती, मा मराठी भाषेमध्ये, जे लोकं वाजवायचे आणि ते सुरुवात, ते काय असतं ते, नाल वाजती आणि मग ती नाचते ती बाई नाही का, तो एक प्रकार, ते संगीत आणि नट नटरंगमध्ये तेच गाणे आपण पुन्हा ऐकले. तर किती रिलॅक्सेशन वाटलं किंवा जोगवामध्ये ऐकले. तर अ, असं वाटतं, की इट ॲफेक्टेड अलॉट.
नक्की. <chuckles> <chuckles> हो. बरोबर. हं. नाळ. बरोबर. हं, हं, हं. हं. बरोबर, हो, म्हणजे कसं? हं. बरोबर, बरोबर. म्हणजे खूप सुंदर आपल्या महाराष्ट्राकडे भरपूर गाणी आहेत आणि खरंच अशी गाणी म्हणतात ना माणसाचा मूड चेन्ज करतात पूर्णपणे आणि खरंच
तर ह्या संगीत संगीत हे कधी नाही असं मला वाटतं.
बरोबर, बरोबर, खरंच. आणि म्हणू शकतो की मग तुम्हाला आत्ताची, म्हणजे पिझ्झा तुम्ही म्हणालात, की पिझ्झा पण आवडतो आणि पुरणपोळी पण आवडते, पण जास्त काय आवडतं तुम्हाला? की तुमच्या मूडनुसार असतं हे सगळं ते पण, खाण्यासारखच गाण्यांचं पण तसंच आहे.
नाही.

म्हणजे आपण जरी विवाहित झालो किंवा मित्र-मैत्रिणी जरी भेटले पण आपलं गाव सोडून आल्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे एकाकीपणा जाणवतो आणि तिथून आपल्याला आपल्या आवडीचं संगीत काय, ते एक जर्नी सुरू होते, प्रवास सुरू होतो. एका दिवसात होत नाही, तो वेळ लागतो त्याला आणि शहरात आल्यावर कदाचित 5-6 वर्ष लागतात, हळू-हळू आपली ती संगीताची आवड आणि ज्या संगीताचा आस्वाद आपण घेतो, त्या प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी, असं मला जाणवतं.
हं. बरं. हं. बरं. हं. हं, हं.
हा माझा अनुभव आहे आणि <smacks lips> मग सायलेंट गाणी कशी आले? तर मला असं वाटतं की शहर जरी गोंगाटाने भरलेलं आहे, तरी आतमध्ये मनुष्य सायलेंट असतो. आतमध्ये गोंगाट नसतो, ही ईज अलोन, ही ईज इन तो सॉलिट्यूडमध्ये असतो आणि त्याला आनंद वाटतो त्याच्यामध्ये. मग तशी गाणी, मला वाटते शहरात आल्यावर मी काय नाव त्या पाकिस्तानचे फार फेमस गझल सिंगर आहे, त्यांच नुसरत फतेह अली खान. त्यांचं मला पहिलं गाणं आवडलं, अजंठा एलोराच्या जवळचं कोणतं गाणं आहे? "जिस्म जैसे अजंता की मूरत कोई" त्या गाण्यातली कडवे मी शोधून, म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न केला, मग मला त्या कव्वालीत हां, इंटरेस्ट झाला.
हं, हं. बरं. बरं. हं. हं. हं. हां. वाह! वाह! छान, छान. नक्कीच-नक्कीच. सुंदरच आहे. नक्कीच-नक्कीच. खूप छान आहे ते गाणं. "आफरीन आफरीन" ना?
अगदी बरोबर. हां, ते गाणं.
हं, मला पण आवडतं आणि त्याचं कोक स्टुडिओच व्हर्जन आहे, ते पण भारी आहे. मला ते खूप आवडतं, म्हणजे छानच आहे, म्हणजे जे जे शब्द आहेत ना, म्हणजे कसे शब्द एखाद्याने लिहावे ना, म्हणजे वाह! <chuckles> असे शब्द खूप डेंजर म्हणजे पाकिस्तानाचं सगळं बेकार आहे, पण त्यांचं जे म्युझिक आहे ना, ते खरंच छान आहे. हे नक्कीच बोलू शकतो. सुंदर, सुंदर, हं.
खूप सुंदर संगीत, असं म्हणतात ना, संगीताला कोणतं शहर, गाव, देश असं काही नसतं, परंतु भावना हां, भावना.
तर गाव, देश नक्की, नक्कीच. त्याला भावना आहेत, त्याच्यामध्ये आणि ते शब्द आहेत ना, म्हणजे त्यांनी आपलं म्हणू शकतो की एक आपलं, राधाचं आणि कृष्णाचंपण एक गाणं आहे त्यांचं. त्याच्यात पण ते शब्द अ, छान आहेत त्यांनी ते लिहिलेले. मला ते गाणं नाही आठवतं आहे, पण थोड्या वेळाने मला आठवलं, तर मी सांगेन तुम्हाला.